बरोबर. मग कधी-कधी असा फोमो होतो का हो? की कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती नसतात, ज्या ट्रेंडमध्ये आहेत आणि असं काही वाटतं का कधी म्हणजे डिजिटल डिटॉक्स केल्यामुळे किंवा हा उपयोग कमी केल्यामुळे म्हणजे मित्रांमित्रांमध्ये नाक्यावर अशी बऱ्याचशा रील्सची चर्चा होत असते, बघा की "हे बघितलं का, ते बघितलं का? हा ट्रेंड बघितला का?" तेव्हा असा फोमो जाणवतो का की आपण तर अ, नाही फॉलो करत आहे ह्या सगळ्या गोष्टी. मग ते काय बोलतायेत ते समजत नाही वगैरे. असं काहीतरी होतं का?
हं, हं. हां, हां. हां, हां. हां. नक्की-नक्की. बघा ते फोमो तर होतो हो, नक्कीच म्हणजे आणि मला काय की वाटतंय की सोशल मीडिया बघितल्यावर जास्त फोमो होतो.
हं. हां, हां. ते तर आहे. <chuckles> फॉअर शुअर.
आणि म्हणजे हां, कसं आहे. अ, जसं-जसं मी सोशल मीडिया कमी केला, फोमो पण कमी होऊन गेला माझा आणि <chuckles> नक्की म्हणजे कुठं ना कुठं फोमो व्हायचाच की यार, काय म्हणतात त्याला मित्राने काय पोस्ट केलं ते बघतो जरा किंवा मित्राची एक एक एक त्यानी एक पोस्ट टाकली. ते लाईक नाही केली मी अजून. तर किंवा त्याला वाईट वाटेल. म्हणजे ते थोडंसं वाटायचं कुठं ना कुठं बट नंतर लक्षात आलं की यार ठीक आहे. म्हणजे म मित्र जर एवढा बेकार आहे की त्याच्या पोस्टवर लाईक केल्यावर जर तो नाराज होताय, तर म्हणजे काय गोष्ट आहे ती. एवढी-एवढी साधी गोष्ट आहे एवढी फालतू गोष्ट गोष्टीवर जर कोणी नाराज होऊ शकतो तर, तर त्या मी काही नाही करू शकत त्याच्यात. ते त्याची चॉईस आहे. मग नक्कीच फोमो जर म्हटला तुम्ही तर बघा <chuckles> हे मला एकदा नक्की झालं होता. एकदा एक्चुअली काय होतं की माझा एक मित्र आहे. तो बघा कुठेतरी चालला, कुठेतरी हिमाचलला का कुठेतरी चालला होता आणि मला ते कुठे ना कुठे सतत भीती होती की यार मला हा जो आहे तो इन्व्हाईट नाही करेल किंवा माझे मित्र असे म्हणजे 4-5 जणांनी प्लॅन बनवला होता जायचा आणि <chuckles> म्हणजे त्यांनी डिसाईड वगैरे केलं होतं. ग्रुपवर मेसेजेस टाकले होते. पण मी बघितले नव्हते मेसेजेस आणि ते कसं <chuckles> अ, ते असतं ना की यार बघू का आता? बघू का मेसेज? अरे बघू का? काही अपडेट आलंय का की जायचं आहे का नाही? हिमाचलला जायचं आहे का नाही? कन्फर्म आहे का नाही यांचं? तिकीट बुक केलं का ह्यांनी, मला न पुन्हा न सांगता, मला न विचारताच? ते नक्कीच ते हो तो फोमो झाला होता पण नक्कीच तो मॅनेज केला मी हळू-हळू.
हं. हां. हं, हं, हं. अ, हं. हं. <chuckles> हो ना. बरोबर. हं. अच्छा. हं. हां. हां, हां. हं, हं. हां, हां. हं, हं. बरोबर. <chuckles> हं. हां, हां. मग?